शिवाय आमच्याकडे ना, ज्या आपण पाण्याच्या बॉटल्स वगैरे असतो ना. त्याचं अ, अ, वेंडिंग मशीन आणलंय आम्ही. म्हणजे काय होतं, की अ, ह्या ज्या बॉटल्स असतात ना, ह्या बॉटल त्या मशीनमध्ये टाकलं की त्याचं अ, तुकड्या-तुकड्यांमध्ये रुपांतर होतं आणि अ, प्लास्टिकचे चिप्स तयार होतात आणि अ, महिन्यातून एकदा आम्ही हे सगळे चिप्स माझ्या मित्रांचे, मिस्टरांचे एक मित्र आहेत, त्यांचा प्लास्टिकचा म्हणजे प्लास्टिक रिसायकलचं मशीन आहे. तर आम्ही त्यांना देतो आणि ते पुढे त्याचं अ, मला वाटतं विटा तयार करतात. प्लास्टिकच्या अ, ह्याच्यापासून जे तयार झालेलं असताना रियुजेबल प्लास्टिक हो.
अच्छा. अरे बापरे! हं, हं. अरे बापरे! म्हणजे अच्छा. विटा. हां, हां प्लास्टिकच्या कचऱ्यापासून समजा एक वेस्टपासून तुम्ही दुसऱ्या एका अ, जे उपयोगी लू येईल अशी वस्तू तुम्ही निर्माण करता समजा त्यातून.
हो. हो, अगदीच आणि ह्या ज्या ब्रिक्स आहेतना, अ, तर वजनालाही हलक्या असतात आणि ह्या ब्रिक्सच अ, ते काय करतात की जे सरकारी अ, काय म्हणतात त्याला गार्डन्स वगेरे असतात ना, तिथं मधला जो असतो ना पॅट पॅच अ, तिथे त्या ह्या ब्रिक्स देतात. कारण ह्या ब्रिक्स खूप लाँग लास्टिंग आहेत आणि घसरत वगेरे नाही याच्यावरून.
हं. हो. बरोबरच ना. आता प्लास्टिक हे कधी हे डिकंपोज होतच नाही. तर त्या वर्षानुवर्षे चालणाऱ्याच असं गृहीत धरलं जाईल.
हो. नाही-नाही. हो. हो.
आता बघ ना, मग आपल्या घरात फार अशा काही वस्तू असतात ज्या फार जुन्या झालेल्या असतात. तर त्या फेकण्याआधी तू काय विचार करतेस?
<shushes> हां. अगदीच.